हो, नक्कीच म्हणजे अ, आता ज्यावेळेला नवीन ओळख आहे आणि मी विचारते समोरच्याला जाऊन की "हाय! कसे आहेत तुम्ही? हो, असे आहे. मी इथे राहते आणि इथे-इथे जॉबला आहे मी. हो, मी ना माझ्या ह्या फिल्डमध्ये. तुम्ही कसे इथे? म्हणजे इथे कोणाकडे आलेत का? अच्छा असं आहे का?" मग तिथून जे आमची ती ए-बी-सी-डी सुरू होते, प्रश्नावली डब्लू-एच क्वेश्चन, का? कसे? ते सुरू होते ना. मग, "तुम्ही ह्या गावचे का? अरे वाह! आम्ही त्या गावचे. अरे जवळ-जवळच आहे. हो ना, या कधी आमच्या गावाला. आले का तिथे ना ते याचं मन मंदिर आहे खूप छान आहे तिथे, खूप गर्दी होते, अशी-अशी जत्रा भरते." मग ते हळू-हळू-हळू पूर्ण मग ते कोणत्या गावाला कोणते नातेवाईक राहतात इथपर्यंत ती चर्चा रंगत जाते आमची.
अच्छा. अरे बापरे! अ, बरोबर.
हो.
आणि असं होतं ना, काही लोकं खूप ऑकवर्ड असतात किंवा त्यांना पहिल्या भेटीत काय बोलावं ते शांतच असतात. तर एखादा व्यक्ती असा भेटलाय का तुला, जो पहिल्या भेटीत तुझ्यासोबत शांत होता आणि तू त्याची ऑकवर्डनेस कशी काढलीस? किंवा त्याला बोलकं कसं केलं आहेस?
हो. अगदीच, मला असे भरपूर लोकं मिळाले आहेत की जे <sucks teeth> म्हणतो ना आपण की लाजाळू, एकदम अ, की अ, स बोलणार स्वतःहून तर नाहीच बोलणार पण ज्यावेळेला मी जाणार ना बोलायला, <sucks teeth> अ, क काय आहे? कसं आहे? तर इतकंच की "हो दिलंय, घेतलंय, हो, हो," म्हणजे त्याच्यापुढे ते जाणारच नाही. मग ते मला, मला कसं आहे ना आणि मला ना, जर मी बोलते ना, तर समोरच्यानी पण बोललं पाहिजे असं माझी <sucks teeth> ती एक क्युरिओसिटी असते की "का बोलत नाही आहे? का बोलत नाही आहे?" नाही का? तर मग मी अशा वेळेला हो, मग आणि प्रत्येकाला वाटतं ना, असं की अरे आपण का आपणच बोलतोय समोरच्या व्यक्ती मग कधी-कधी ना थोडंसं आपल्याला पण अ, असं हे वाटतं की "अरे आपण थोडं जास्तच नाही ना बोलत आहे?" किंवा असं नाही का स्वतःलाच ऑकवर्ड वाटतं की "अरे बहुतेक ह्याला इंटरेस्ट नाही आपल्याशी बोलायला आणि उगाचच आपण आलोय." तर कधी-कधी अशाही गोष्टी होतात ना पण मी त्याही गोष्टी डावलून ना काय करते ना की "तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला काही राग आला आहे का? मग तुम्ही बोलत का नाही?" मग मी डी डायरेक्टली विचारून टाकते. मग समोरच्याला वाईट वाटलं किंवा <sucks teeth> राग येऊ द्या, नाहीतर आणखीन लाजू द्या पण मग मी विचारून टाकते. मग तिथून मग ते थोडंसं नाही का खुलायला सुरुवात होते की <sucks teeth> "अरे भावा, होत असतंय काही नाही." मग तिथून ते आपण म्हणतो ना, असे <sucks teeth> असे, आपल्या लँग्वेजमधले जे शब्द असतात बघा, की "काही नाही भावड्या होतंय. असं आहे, तसं आहे. अरे जाऊ दे ना ब्रो होतंय." मग अस ज्यावेळेला आपण त्याला <sucks teeth> ते म्हणतो ना की अ, बोलायला चान्स देतो किंवा अ, कम्फर्टेबल करतो आपल्यासोबत बोलण्यासाठी, तर समोरचा माणूस पण मग तो कम्फर्टेबली बोलतो मग माझ्याशी.
हो ना, असतात. खूप लोकं असतात लाजाळू. अच्छा. <chuckles> <chuckles> हो. जर मी इतकं बोलतोय, तर हा काय रिस्पॉन्स नाही करतोय? हो ना, बरोबरच ना. <chuckles> अरे बापरे! <chuckles>